गाईड करतात. तर जसं की काही काही पुस्तकं आहेत ह्याच्यामुळे असं खूप अ, स्वतःमध्ये चेंजेस आले, की अ, Can’t Hurt Me नावाचं एक पुस्तक मी मध्यंतरी वाचलं होतं. त्याच्यामध्ये तो जो आहे डेव्हिड गॉगिन्स म्हणून एक अ, अ, तो आयरन मॅन म्हणून एक
हो, हो. हं, हं. टफेस्ट मॅन ओन ह अर्थ असं काय आहे का डेव्हिड गॉगिन्स?
हां, बरोबर, बरोबर. येस तुम्ही बरोबर पकडला. सो तो अ, तो अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहे. म्हणजे काहीतरी आयरन मॅन म्हणून असतं काहीतरी. तर त्याच्यात
ओ. बरोबर. हो, खूप किताबें त्याने जिंकलेली आणि म्हणतात नाही का, ते ट्रायथलन जी असती, ज जगातली म्हणजे सर्वात अवघड परीक्षा म्हणजे ती स्पर्धा. तर त्याचे पण खिताब त्याने मिळवलेत आणि त्याच्या आयुष्यात तो हे पण होता म्हणतात सिकल सेल एनेमिया वगैरे काहीतरी.
हो, हो, हो. हो, हो. हो. बरोबर. हो, हो, हो बरोबर, बरोबर. तो त्याचं असं होतं, की त्याच्या आयुष्यात त्याला अक्षरशः खूप उशिरा कळालं
हं, हं.
की त्याच्या हार्टमध्ये होल आहे. तरीसुद्धा तोपर्यंत तो जिवंत पण होता. आणि तो खूप साऱ्या गोष्टी करत पण होता. तर त्याच्या पुस्तकातून हे जाणवतं, की तुमच्या आयुष्यात किती पण प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे तुम्हाला असं आपल्याला अक्षरशः विश्वास बसणार नाही इतक्या आपलं शरीर म्हणा किंवा मन म्हणा, हे कॅपेबल असतं, की तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते अचीव्ह करू शकता, या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर जसं फायनान्शियल हेल्पसाठी तर बोललो, की जसं की तुम्हाला होतं ना असं, की तुम्ही आता कमवताय पण मग तुमचं सेव्हिंग्ज म्हणा किंवा काय म्हणा, असं तुम्हाला बऱ्याचदा झालं असेल, की तुम्हाला इन्व्हेस्टिंगसाठीच्या गोष्टी शिकायच्या किंवा काय म्हणतात त्याला, तुम्हाला अजून काही बिझनेस माइंड किंवा साइड इन्कम काही चालू करता येईल का? ह्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकायच्यात. तर असे खूप पुस्तकं आहेत, की ज्याच्यातून कळालं. जसं की मी झेरो टु वन म्हणून सांगितलं होतं. त्याच्यात पण एक खूप फॅशनेटिंग कन्सेप्ट सांगितली, की अ, आपल्या जगामध्ये जे पण लोकं आहेत ना, जे झेरो टु वन म्हणजे एखादं प्रॉडक्ट आहे जे झेरोपासून एकदम नव्याने इंट्रोड्यूस करतात. झेरो टु वन. तर ते लोकं प्रचंड काय म्हणतात इनोव्हेटिव्ह अ, निघतात आणि ते बिझनेस सक्सेसफुल होण्याचे चान्स प्रचंड मोठे आहेत असं.
हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो, हो. हो, हो, हो. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हो, हो, हो, बरोबर. मेहनत घेत. मेहनत. तर अ, दैनंदिन जीवनात तुम्ही वाचनाला वेळ कसा देता हो? कारण सध्या बघा कामाचा व्याप इतका आहे, की कुठेतरी नाही का मनाला असं वाटतं, की काय ते वाचायचं रोजचं? नाही का जाऊदे कुठेतरी? तर तुम्ही म्हणजे सुरुवात कशी केली आणि त्याला वेळ कसा देता तुम्हाला आणि सुरुवातीला काय-काय अडचणी आल्या तुम्हाला?
हो, हो. हो. हां, सगळ्यात पहिले अ, मेन अडचण अशी आहे की अ, जेव्हा पण आपण समजा सकाळी उठलो. आता कसं कामाची घाई असते, सगळं असतं. सकाळच्या वेळेस तर वाचन काही होत नाही. मग त्याच्यानंतर तर अख्खा दिवस ऑफिसमध्ये वगैरे निघून जातो. तर मी सुरुवातीला असं केलेलं, की ऑफिसमधून आल्यानंतर वगैरे मी थोडं फ्रेशन अप वगैरे झालो की साधारण एक अर्धा
हं, हं. बरोबर. हं, हं.

बरोबर.अ, लहान मुलांचं मी एवढंच सजेस्ट करेन. म्हणजे असं मला तरी वाटतं म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की त्यांना ना, जसं आपलं लहानपण होतं की आपल्याला ते होत ना काही काही खूप क्रिएटिव्ह पुस्तक होते जसं मी सांगितलं चंपक-चांदोबा. त्याच्यात कसं आता लहान मुलांना चित्र वगैरे दिसतात. अ, खूप छान-छान आणि गमतीशीर छोट्या-मोठ्या हे असतात अ, अ, स्टोरीज असतात. तर ते त्यांना बघायला खूप आवडू शकतं. म्हणजे एवढं मी डेफिनेटली सांगू शकतो. कारण की कार्टून बेसिकली तेच आहे ना की की कार्टूनमध्ये स्टोरी फक्त म्हणजे चलचित्र म्हणजे त्याच्यात गोष्टी हलतात. तर तेच झालं पण मुलांना हे पण समजायला पाहिजे की इव्हन जिथूनही चालू होतं लोकं स्टोरी लिहितात आणि आपण ते वाचतो आणि त्याच्यातून लोकांना हे सगळं क्रिएटिव्हिटी सुचते. हे त्यांना जर असं गमतीशीर पद्धतीत त्यांना समजून दिलं की अ, असं-असं इतक्या छान-छान स्टोरीज असतात, तर मला असं वाटतं की ते नक्कीच वाचतील.
हो, हो. हो, हो. हो, हो. हो, हो, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान म्हणजे तुम्ही एक तुमच्या व्यस्त वेळातून तुमची म्हणजे वाचण्याची सवय आहे ती परत लावली आणि खूप छान अशा टिप्स तुम्ही सांगितल्या की आणि तुमचे वाचनाचे म्हणजे जे प्रकार आहेत डेव्हिड गॉगिन्स वगैरे सांगितलं किंवा ते अजून 2-3 उदाहरणं दिली ती नक्कीच खूप छान आहे आणि प्रत्येकाने वाचायला पाहिजे असं मलाही वाटतं आणि खूप-खूप धन्यवाद तुमचे तुम्ही तुमचे विचार मांडल्याबद्दल. हे नक्कीच कुठेतरी सर्वांच्या जे वाचन प्रेमी आहे पुस्तकप्रेमी त्यांच्या उपयोगी पडतील असं मला वाटतं. खूप-खूप धन्यवाद.
हो. हां. हो. हो. हो. हो खरंच. हो. नक्कीच. नक्कीच धन्यवाद.

असतात आणि आधी ते Flipkart ई-बुक्स म्हणून होता. तर त्याच्यात सुरुवातीला ना मी क कधी-कधी काय होतं, की पुस्तक मॅटर करतं. तुम्ही वाचायची सवय लावायसाठी की तुम्ही कुठलं वाचताय? एकदा ते कसं असतं खूपदा मी मध्यंतरी एका खूप चांगल्या ऑथरचं पुस्तक वाचायचं एक अ, बघितलं होतं. जसं की असं नेसेसरी नाही आहे, की प्रत्येक पुस्तक तुम्हाला आवडलंच पाहिजे. असं आहे. आता आपल्याला कसं म्हणतात, की चालू केलं की संपत. पण बऱ्याचदा असं असतं की एखादं पुस्तक तुमच्या स्वभावाला नाही अ, जतत. म्हणजे ते तुमच्यासाठी कंपॅटिबल नाहीये पुस्तक. असं असं पण होऊ शकतं. पण असं असतं, की समजा सवय वाढवायची असेल ना, तर एखादं पुस्तक सापडणं इम्पोर्टंट आहे, की जे तुम्हाला खरंच आवडलं आहे. आणि तुम्ही मग ते वाचायला लागता आणि तुम्हाला एकदा ती सवय लागली ना की मग ते अक्षरशः ॲडिक्शनसारखं होऊन जातं, की अजून
हो, हो, हो, हो. हं, बरोबर. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. बरोबर. आणि वाचनाचं ॲडिक्शन कोणत्याही गोष्टीपेक्षा कधीही चांगलं आहे, म्हणजे बिंज वॉचिंग जे करतो आपण, त्यापेक्षा वाचनाची सवय असली ना, खूप काही शिकायला मिळतं आणि आपण स्वतःला त्यात शोधतो बघा. पुस्तक आपण वाचतो ना, तर आपल्याला त्याच्या नव्याने ओळख होते आणि एखादं चित्र असं समोर उभं पण राहतं.
खरंच, खरंच. खरंच. हो. खरं. खरंच, खरंच. तुम्ही हे फारच बरोबर बोलला म्हणजे खूपच भारी. कारण की अ, सु म्हणजे मला असं एका पॉइंटला असं झालेलं की आधी मी खूप नॉन-फिक्शन पुस्तकं वाचायचो. बरोबर. तर त्याच्यानंतर असं झालं, की मला खूप जास्त सेल्फ-हेल्प पुस्तकं आवडायला लागले. म्हणजे मी
हो. अच्छा.
याची सुरुवात इथून केली होती, की अ, पीटर थिल म्हणून एक ऑथर आहे. त्याचं झेरो टु वन म्हणून पुस्तक आहे. त्याच्यानंतर डेल कार्नेगी म्हणून आहे. त्यानंतर नेपोलियन हिल म्हणून काही-काही ऑथर आहेत. आणि
अच्छा-अच्छा. हं, हं, हं. हो, नेपोलियन हिल अ, सरांची पुस्तके खूप छान आहे, म्हणजे मी पण वाचलेली आहे ऑडिओ बुक वगैरे. हो.
हां, बरोबर. तेच-तेच. तर असे काही-काही पुस्तकं आहेत, जे तुम्हाला पण माहीत असतील की ते असे अ, स्वतःच्या आयुष्यात अ, पॉझिटिव्ह चेंजस आणण्यासाठी खूप असे